आता बघा. जीवन एवढं व्यस्त असल्यामुळे घरच्या जबाबदाऱ्या, कामाच्या जबाबदाऱ्या आणि त्याच्याशी जुडलेली अजून जे म्हणतो ना आपण अजून त्याच्याशी जुडलेली अजून जबाबदारी. की काही गोष्ट पूर्ण करणं, बाहेरून काय विकत आणणं, अशा अनेक गोष्टी. तर अ, ह्याच्यामध्ये व्यस्त राहिल्यामुळे, काय होतं माहितीये का? कधी-कधी झोप पूर्ण होत नाही. आणि मग कंटाळा पण येतो. कारण आपलं शरीर थकून जातं, आपलं मानसिक स्वास्थ्य थकून जातं. तर मग अशा वेळेस ना, झोप हवी आहे तुम्हाला, की फक्त आळस आला आहे. हे कसं ठरवता?
हं, हं. अं, <chuckles> नक्कीचं, नक्कीचं. पहा ही खूप अवघड गोष्ट आहे, की आपल्याला झोप आली आहे, की आळस आला आहे. निश्चित मला वाटतं ज्यावेळेस ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये, आपण खूप सारं काम करतोत, खूप साऱ्या अशा गोष्टी करतोत. निश्चित त्यामुळे काही वेळेस आपल्याला आळस येतो आणि काही वेळेस आपल्याला झोपदेखील येते. तर मला वाटतं हे ठरवणं खरचं एक खूप अवघड प्रश्न आहे. अ, परंतु मला वाटतंय माझ्या अनुभवानुसार, माझ्या काही गोष्टीनुसार, अ, मी हे सहजरित्या कुठेतरी ओळखू शकतो कारण पहा, ज्यावेळेस अ, मला वाटतंय की अ, ज्यावेळेस आपण जास्त काम करतो किंवा मग ओव्हरलोड करतो. तर मला वाटतं त्यावेळेस आपल्याला शक्यतो आळसचं येत असतो. कारण अ, आपण एकचं काम जर जास्त वेळ केलं आणि त्यामधून आपल्याला काही थोडा वेळ ब्रेक जर काही भेटला नाही. तर निश्चित मला वाटतं ते कुठेतरी आळस असतो आणि ज्यावेळेस मला वाटतं, जर रात्री आपण ओव्हरटाईम करतो किंवा मग एखादी गोष्ट अ, आपण अ, जेवण अ, जास्त करून किंवा मग जास्त काय करून जर काम करीत असलोत. तर निश्चित मला वाटतं त्यावेळेस कुठेतरी ती झोप असते. तर अ, माझ्या जीवनामध्ये मी ही गोष्ट अशाप्रकारे कुठेतरी विभाजन करतो, की ज्यामुळे निश्चित मला कळतं, की मला झोप कधी येत आहे आणि आळस कधी आहे? कधी येत आहे.
बरोबर. हो ना. हो. हं. बरोबर आहे. अगदी बरोबर. मग अशा वेळेस बघा ना. तुम्हाला शरीरात काही वेदना तुम्हाला दिसतात का? म्हणजे कधी असं अ अंग दुखणं, डोकं दुखणं असे काही लक्षणं तुम्हाला म्हणजे दिसतात का? की ज्यावरून तुम्हाला कळतं, की हे खरचं म्हणजे, मला झोपेची गरज आहे कसं ओळखता तुम्ही?
अ, नक्कीच नक्कीच, पहा, कारण कसं असतंय, माणूस अ, कोणतीही गोष्ट कंट्रोल करू शकतो, परंतु जर आपल्याला झोप आली, तर निश्चित मला वाटत आहे की ती गोष्ट आपल्याला कधीही कंट्रोल होत नाही. अ, निश्चित अ, माझा सुद्धा तसाच अनुभव आहे, कारण अ, ज्याप्रकारे अ, मी ऑफिसमध्ये एखाद्या वेळेस माझी नाईटची जर शिफ्ट असेल किंवा मग सायंकाळची, जर संध्याकाळची जर शिफ्ट असेल, तर निश्चित त्यावेळेस मी घरून अ, जेवण करून जातो आणि मी पूर्ण असा गोष्टीचा निर्णय घेतो की आज झोपायचं नाही, आज कोणत्याही वेळेस. तर त्यावेळेस अ, मी ऑफिसमध्ये गेल्यानंतर मला वाटतं की अ, थोडा वेळ झाला की निश्चित कुठेतरी जे आपलं डोळे आहेत, ते ऑटोमॅटिक कुठेतरी असे बंद झाल्यासारखे होतात, किंवा मग जर आपलं जे डोकं आहे, ते कुठेतरी असं जड पडायला लागतं. त्यानंतर कुठेतरी जो आपलं अंग आहे, ते कुठेतरी दुखल्यासारखं होतं. तर अ, निश्चित मला वाटतं, ज्यावेळेस आपल्याला झोप येते, त्यावेळेस आपले जे शरीर आहे, ते आपल्याला काही ना काहीतरी साईन देत असतं आणि निश्चित त्या कुठेतरी साईनमुळं किंवा त्या गोष्टींमुळं अ, आपल्याला अ, झोप आली, हे कुठेतरी मला वाटतं आहे की दिसून येतं.
अगदी बरोबर. असतं, हां. हो. हं. अगदी बरोबर. हं. हो ना. मग असं बघा कधी-कधी कसं होतं, की तो वेळ जेव्हा येतो की फक्त जेव्हा ज्यावेळेस ना तुम्हाला असं आळस वाटतं आणि कधीही असं कधी-कधी असं पण वाटतं की "बाबा मी खूप खरंच खूप थकून गेलो!" तर मग अ, त्यासाठी तुम्ही घरचे काही असे छोटे प्रयोग करता का? की म्हणजे 10-15 मिनिटं चालणं आळस आला तर किंवा म्हणजे तुम्हाला असं वाटलं की खरंच खूप थकवा आला आहे, तर मी एक 10-15 मिनिटं मी अंग टाकतो. असं काही करता का?
अ, <chuckles> अ, नक्कीच नक्कीच! मला वाटतंय हे पहा, आळस आला ना तर त्यावर एक सर्वोत्तम उपाय म्हणजे ते म्हणजे एक कप चहा पिणे, किंवा मग कॉफी पिणे. निश्चित मला वाटतंय जर आपण चहा किंवा कॉफी पिला अं, तर कॉफी पिली, तर निश्चित जो आपला, अ, मला वाटतंय कमीत कमी 5-6 घं आपले 3-4 घंटे तरी किमान आळस पुन्हा येत नाही. आणि जो आपला 50% आळस आहे ना, केवळ चहा आणि कॉफीमुळेच कुठेतरी कमी होतो. आणि दुसरी गोष्ट मला अशी वाटते की अं, जर आपण चहा-कॉपी केली, एखादं फ्रेश एखादं चांगलं संगीत ऐकलं किंवा गाणं ऐकलं किंवा मग त्यानंतर अ, एखाद्या फ्रेश अ, निसर्गाच्या सानिध्यात गेलोत, तिथं जाऊन आपण 5 मिनिटं जर फिरलोत, तर निश्चित मला वाटतं कुठेतरी जो आपला आळस आहे ना तो एकदम झपाट्याने कमी होतो आणि आपल्यामध्ये एकदम एक म्हणतात ना रिफ्रेश कुठेतरी जे बटन आहे, ते दाबल्या जातं आणि आपला जो माइंड आहे ते कुठेतरी पुन्हा एक फ्रेश होतो. तर निश्चित मला वाटतं की मी देखील हे असे छोटे-छोटे उपाय करतो जसं की चे एक कप चहा पिणे किंवा कॉफी पिणे, त्यानंतर अ, निसर्गाच्या सानिध्यात जाणे, एखादं चांगलं अ, गाणं ऐकणे, <chuckles> तर मला निश्चित वाटतं की ह्यामुळे कुठेतरी जो आळस आहे तो निश्चित आपला कुठेतरी कमी होतो.
अरे वाह! हो. अरे वाह! बरं. हं. हो ना. बरोबर. असंच होतं. हां. अगदी बरोबर. अच्छा! खूपच छान. मग अशा वेळेस बघा ना, तुम्ही मला ना असं पटकन थोडक्यात सांगणार का जेव्हा तुम्ही चहा वगैरे बद्दल बोलले तर मला तुम्हाला विचारावसं वाटलं की त्यामध्ये तुम्ही असं काहीतरी वेगळं असं टाकायला सांगता का की अद्रक टाक म्हणजे जेणेकरून मला जरा एकदम तरोताजा असं मला वाटेल किंवा अ, किंवा कधी पण असं 2:00 वाजता 3:00 वाजता 4:00 वाजता तुम्ही चहा पिता का?
हो. <chuckles> नक्कीच. अ, नक्कीच, नक्कीच मला वाटतं की चहा नुसता पिल्यामुळं आपला 50% तर आळस जातो परंतु जर त्या चहामध्ये आपण अद्रक, इलायची किंवा मग दालचिनी अ, किंवा मग तुळशीचे पानं टाकलेलं तर कुठेतरी तो म्हणतेत ना तो काढा, तो एक नै नै नैसर्गिक काढा तयार होतो आणि त्यामुळे निश्चितच कुठेतरी एक मनाला जी ताजगी आहे, ताजेपणा किंवा जो आपला अ, र रिस्टार्ट किंवा रिफ्रेश असं झाल्यासारखं एकदम आपल्याला वाटतं. तर निश्चित मी देखील ज्यावेळेस अ, मला जास्त आळस येते किंवा जास्त प्रमाणात कामाच्या वेळेस झोप येते तर अशा वेळेस मी कुठेतरी चहामध्ये हे इन्ग्रीडिएंट कुठेतरी टाकीत असतो. निश्चितच ते टाकल्यामुळे मला त्याचा चांगला फायदा नक्कीच कुठे ना कुठेतरी होतो असं मला वाटतं.
हं. अरे वाह! अरे वाह! खूपच छान. हो ना. खूपच छान. कारण अ, ह्याबद्दल मी पण ऐकलेलं तर तुमच्याकडून ऐकून मलाही खूप छान वाटलं ह्याबद्दल. आणि मी पण अ, म्हणजे ह्याचा प्रयोग करायचा पूर्ण प्रयत्न करेल. पण बघा आपण ना असं ऐकलं असेल की झोपेची आपण वेळपत्रक आपण म्हणतो एक प्रकारची स्लीप सायकल जी म्हणतो. ती आणि कधी-कधी ना अ, म्हणजे गरज पडली तर दुपारच्या वेळेस थोडी नॅप घेणं किंवा बघा मानसिक काही ताण तणाव चालू असेल कुटुंबात किंवा म्हणजे नोकरी करतो किंवा दोन्ही ठिकाणी तर तुम्हाला असं वाटतं का की ते असल्यामुळे त अ, काही म्हणजे असं आपल्या झोपेत फरक पडतो का? मानसिक तणाव आणि आपले झोपेची सायकल बिघडल्यामुळे?
नक्कीच. अरे वाह! खूप सुंदर. हं, हं. अगदी बरोबर. हं, हं. अगदी बरोबर. हं, हं. उम्म, नक्कीच-नक्कीच मला वाटतंय, कसं असतंय झोप, आळस ह्या गोष्टी आपल्याला फारशा ओळखू येत नाहीत, आता कसं असतंय आज कालचं जीवन फार धावपळीचं झालेलं आहे, निश्चितच त्यामुळे अ, काही लोकं झोपेला आळस मानून सोडून देतात आणि कुठेतरी, ती जी झोप आहे ना, ती कुठेतरी घेत नाहीत. तर मग ती झोप नाही घेतल्यामुळे मला निश्चित वाटतं कुठेतरी आपल्या आरोग्यावर, मनावर आणि शरीरावर एक वाईट परिणाम होतो आणि त्यामुळे मग आपल्याला अनेक आजार जडतात. कुठेतरी आपल्याला मानसिक त्रास किंवा मानसिक जे बिमाऱ्या असतात जसं की निद्रानाश, अँक्झायटी ह्या साऱ्या समस्यांना कुठेतरी सामोरं जावं लागतं. तर निश्चितच मला वाटत, की अ, आपल्या ना, ह्या साऱ्या गोष्टी तर कारणीभूत असतात, परंतु त्याच प्रकारे जर कुटुंबातले वाद असू किंवा मग ऑफिसचा ताण असू. ह्या गोष्टी देखील मला वाटत कुठेतरी आपल्याला झोपेपासून दूर ठेवतात. तर निश्चितच मला वाटतंय की आपण ह्या सर्व गोष्टी बाजूला ठेवून, आपल्या मनामधली नकारात्मकता कमी करून, मनामध्ये सकारात्मकता आणावी आणि जर आपल्याला झोप येत असली तर निश्चित मला वाटतंय आपण कोणतीही गोष्टींचा विचार न करता ती झोप आपण पूर्ण करावी जेणेकरून आपला जो, माइंड आहे तो कुठेतरी एक रिफ्रेश होईल आणि आपला जो ताजेपणा आहे तो कुठेतरी अनुभवायला मिळेल. तर निश्चितच मला वाटतं की जर आपण त्या नकारात्मक गोष्टींचा विचार नाही केला आणि सकारात्मक गोष्टींचा विचार करून एक सुंदर जर झोप घेतली तर निश्चितच आपला दिवस आहे तो खूप सुंदर आणि एक चांगला जाईल.
हम्म. हो ना. अच्छा, हो. बरोबर. हं. अगदी बरोबर. अगदी बरोबर, हो. हं, छान. छान. हो, हो, अगदी बरोबर, तुम्ही म्हणजे किती प्रॅक्टिकल गोष्टी तुम्ही बद्दल सांगितल्या. तर आता एक शेवटचं मला तुम्हाला विचारायचं आहे, की म्हणजे हे ओळखणं, की मला खरंच झोपेची गरज आहे, हे आळस नाहीये किंवा खरंच काहीतरी मानसिक अडचण चालू आहे, डिप्रेशन आहे, ताणतणाव वाढलाय कामाच्या ठिकाणी, घरच्या ठिकाणी, असं जेव्हा लक्षात येतं आणि जर का ते संशय असेल तर ते पुढे काय करायला हवं? की जेणेकरून म्हणजे ताणतणावपण कमी आणि झोपपण ज्याची तुम्हाला गरज आहे, ती पण तुम्हाला भेटते. काय करता मग तशा वेळेस?
हं, हं. हं. अ, नक्कीच नक्कीच, मला वाटतंय, की कसं असतं बघा, आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये, अ, फार कॉमन झालेलं आहे की, कसं झालंय की आजकालची जी अ, तरुण पिढी आहे किंवा मग जे काही तरुण मुलं आहेत, अ, हे काय करतंय जास्त सोशल मीडिया, मोबाईल ह्या साऱ्या गोष्टींना खूप जवळीक देत आहेत. तर निश्चित मला वाटत आहे, की त्यामुळे जे त्यांना आपल्या कुटुंबांना, परिवाराला वेळ द्यायचा आहे, ते कुठेतरी कमी देत आहेत. तर निश्चित त्याप्रकारे मला वाटतंय त्यांच्या मनावर, आरोग्यावर आणि शरीरावर एक नकारात्मक प्रभाव पडत आहे. तर निश्चित मला वाटत आहे की ज्यावेळेस आपल्याला अशा गोष्टी ओळखता येत नाही, जसं की आपल्याला झोप येत आहे, जसं की आपल्याला आळस आणि झोप ह्यामधला फरक कळत नाही. आज जर आपल्याला झोप असली, तर कुठेतरी आपण ते आळस म्हणून ती गोष्ट करीत नाहीत. तर निश्चित मला वाटतंय, की आपण ह्या वेळेस चांगल्या मनो अ, मनोपचार तज्ञ किंवा जे म्हणतात ना सायकियाट्रिक ह्या डॉक्टरांचा आपण कुठेतरी सल्ला घ्यायला पाहिजे सल्ला घ्यायला पाहिजे. अ, निश्चित एक चांगल्या प्रकारची जर आपल्याला झोप असेल तर निश्चित मला वाटतंय आपला संपूर्ण दिवस, आपलं संपूर्ण आयुष्य एक चांगल्या प्रकारे जातं आणि झोप कुठेतरी एक आपल्यासाठी रिस्टार्टचं बटन आहे. तर ते आपल्याला प्रत्येक दिवशी दाबावंच लागतं. जर नाही दाबलं तर मला वाटतं, आपल्याला खूप साऱ्य समस्यांना समस्यांना समोर जावं लागतं. तर निश्चित मला वाटतंय, अशा व्यक्तींना कुठेतरी डॉक्टरांच्या उपचाराद्वारे जी आपली झोप आहे, हिला कुठेतरी सायकल म्हणतात ना स्लीप सायकल. हिला कुठेतरी नीट करावे आणि उत्तम आणि चांगली झोप अ, त्यांना नक्कीच येईल, अशी मी आशा करतो आणि त्यांचं पुढचं आयुष्यदेखील चांगले जाईल, अशी मी देखील ईश्वराचरणी अपेक्षा करतो.
हो ना. ओळखणं हो. बरोबर. हं. अगदी बरोबर. छान. बरोबर आहे. हं. छान! हो. छान! हो. अगदी बरोबर. हं. हो ना. खूपच छान! तुम्ही इतकं छान सांगितलं तुम्ही. मला खूप छान वाटलं तुमच्याशी संवाद साधून, तुम्हाला खूप धन्यवाद.
<chuckles> नक्कीच, नक्कीच. मला देखील आपल्याशी बोलून अ, खरंच खूप छान वाटलं. चालेल, भेटूया पुन्हा एकदा, धन्यवाद.